हो. अ, चुका मला वाटतं तर प्रत्येक व्यक्तीकडून होतातच, आयुष्य आहे आणि आपण म मनुष्य जन्म घेतला तर चुका तर होणारच आहे आणि तुम्हाला तेवढं मन ठेवावंही लागेल. मैत्रीच्या नात्यात जर आपण नातेवाईक जी आपल्याला चॉईस नसताना मिळालेली असतात, त्यांना आपण जर माफ करू शकतो. तर आपण जी चूज केली आहे तर त्या नात्यात तर आपण एक चान्स द्यायलाच हवा असं मला वाटतं. कारण तुम्हाला सांगते ना, मैत्री जगातलं
नक्की. हां. हो. नक्की.

हो, हो, हो. म्हणजे तुम्ही सांग मला विचारलंत ना मला असं वाटलं की तुम्ही माझ्या अ, हृदयाचा एक अ, म्हणजे पानच अ, मला पलटवायला सांगताय, खरं म्हटलं तर. अ, हे मी शेअर केलेलं नाही आहे कधी पण तुमच्यासोबत शेअर करून मला खरंच हलकं वाटेल अ, हो, माझी एक अ, मैत्रीण होती जी माझ्या फार जवळची होती आणि तुम्हाला सांगते ना इतक्या कमी वेळात आमची मैत्री झाली आणि फार घट्ट म्ह म्हणतो ना आपण तशी गाढ मैत्री झाली, अक्षरशः माझ्या कठीण प्रसंगात तिनी मला साथही दिली, असंही नाही की तिने मला साथ नाही दिली आणि अ, कधीही म्हणजे मला काही असो, मला शेअर करणं असो, माझं न सांगता तिचं ऐकणं असो <clears throat> किंवा एखादी गोष्ट, नाही का, आपल्या मनात असते, पण ती त्याच्या मनापर्यंत थेट अ, जाऊन भिडते अगदी शब्दात न सांगताही, तसं आमचं नातं होतं. तर अ, हां आणि ती ना अ, मला जज नाही करायची, की ही अशी आहे किंवा ती फक्त मला हे करायची की अ, मोटिव्हेट करायची, की "तू असं कर, तुझ्याकडे अ, हे आहे ना, मग ते तू पुढे ने. तू का नाही नेता आहे?" पण अचानक माहिती नाही हो काय झालं? म्हणजे अं, आमचा ना अ, कॉन्टॅक्ट अ, होत नव्हता बरेच दिवस. मी अ, म्हटलं, की चला बाबा फोन लागत नाही आहे दुसरीकडनं कुठूनतरी ट्राय करूया. बरेच अ, नंबर अ, जे होते तिचे ती अ, वर्किंग होती त्याच्यामुळे तिच्या प्रोफाईलमध्ये असं होतं की तिला 2-3 अ, नंबर ठेवावे लागायचे. मी सगळे नंबर ट्राय केले, अक्षरशः तिच्या घरच्यांचा पण कॉन्टॅक्टच होईना. नंतर मी हो आणि तुम्हा तुम्हाला सांगते ना मी प्रयत्न सोडले नाही मी WhatsApp, Insta किंवा मैत्रिणीची मैत्रीण असं काही-काही शोधून ना तिच्यासोबत कॉन्टॅक्ट अ, बनवण्याचा प्रयत्न केला, पण नाही झाला हो. म्हणजे फार वाईट वाटलं मला.
हो. हो, हो. करा ना. हो, हो. हां. हो. हां. बरोबर. हां. बरोबर. हं. बरं, हां. हो. बरं. अरे बापरे! मग काय केलं? हां. अरे! अरे बापरे! मग तुम्हाला तुम्हाला एक विचारते मी, की नेमकं कळालं का, की झालं काय होतं? त्यावेळेस काय अनुभव होता तुमचा, की कसं म्हणजे हे त्या मैत्रिणीने तुम्हाला म्हणजे असंच तुमची मैत्री तोडून दिली, नेमकं झालं काय? आणि त्याचं म्हणजे त्याचं तुमच्यावर काय म्हणजे काय अनुभव होता तुमचा तशा वेळेस?